भारतातमध्ये ना, शिक्षण संस्कृतीला बरचसं महत्वाचं आहे. आणि असं म्हणतात, की शिक्षक, आपल्यावर बराचसा एक अ, म्हणतात ना इम्पॅक्ट सोडून जातात. मग अ, तुम्ही मला सांगाल का, की कधी एखाद्या शिक्षकाने तुमचा दृष्टिकोन बदलला आहे का आयुष्यात?
अगदी बरोबर आहे. हो. नक्कीच. आता बघा माझे ना माझ्या म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं, की अ, शिक्षकांचा खरंच म्हणजे आपल्यावर एक प्रभाव असतो, त्यांचा एक इम्पॅक्ट असतो. इम्पॅक्ट असं म्हणेल, की त्यांची विचारसरणी कुठे ना कुठे आपल्याला लागू पडते काही दिवसानंतर जर का आपण त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो तर. तर माझ्याही बाबतीत असंच झालं, की अ, मी दाव 9व्या वर्गात होते, हां, नाही 8व्या वर्गात होते. म्हणजे आमचे ते वर्ग शिक्षक होते सर आमचे. तर अ, त्या शाळेतले हां, शाळेतले वर्ग शिक्षक म्हणूया. तर त्यांच्या विचारांचा कुठे ना कुठे माझ्यावर प्रभाव झाला असेल, मी नक्की म्हणेन. आता उदाहरण सांगायचं झालं, की अ, मी अ, माझं कसं होतं ना, मी जरा म्हणजे लाजाळू, कमी बोलणारी अशी होते. म्हणजे मला एखाद्या गोष्टी
हं. बरोबर. अगदी, अगदी. बरं. म्हणजे शाळेतले तुमचे शिक्षक होते तर. अ, म्हणजे थोडा बुजरा स्वभाव होता तुमचा, शाळेत.
हं. नक्कीच. अ, म्हणजे मला गोष्टी आल्या जरी तरी मला त्या व्यक्त पण करता येत नव्हत्या आणि ते व्यक्त करतांना भीती आणि लाज दोन्हीही वाटायची. आणि घाबरट अ, स्वरूपाची होती मी. तर अभ्यासात बऱ्यापैकी होते, म्हणजे जो अभ्यासक्रम असायचा त्याच्यामध्ये मार्क्स छान यायचे, नंबर यायचा. पण इतर ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या, <inhales> त्या कुठे ना कुठे मला नाही जमायच्या, म्हणजे जमत जरी असल्या, तरी मला भीती वाटायची ते करताना. तर
अच्छा. हं. भीती वाटेल. म्हणजे लोकांशी बोलायचं किंवा म्हणतात ना, की ज्या शाळेमध्ये अशा असतात, की एकपात्री, काही किंवा म्हणतात, की स्टेज वरून काही जाऊन बोलायचंय. हं.
हं, हं. अगदीच. हां.